हो, नक्कीच तर अ, मी तिला पराठे वगैरे देते, म्हणजे स समजा आलूचं वगैरे तुम्ही आधी अ, सारण करून ठेवायचं. बटाटा त्याच्यात मसाले घालायचे, ओवा म्हणा, जिरे पावडर, धना पावडर किंवा ते स्मॅश करून घ्यायचे मिक्सरमधून आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा आवडीप्रमाणे घालू शकता आणि ते जे मिक्सचर असतं ना, ते पोळीच्या डोवमध्ये घालायचं. ती गोल करून असे लाटायचे छान मग आणि ते बटरमधून भाजून असे द्यायचे म्हणजे तो पराठा एक तयार होतो. मग ते केचप बरोबर देऊ शकता किंवा ग्रीन चटणी किंवा अ, दह्याची चटणी असते, त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मग ते
अरे वाह! हं. हां. अरे वाह! हं. हां. हो. फारचं सुंदर. अगदी. मला असं डायरेक्ट असं खावं वाटत, इतकं छान तुम्ही सगळं एक्सप्लेन करत आहेत. मस्तच.
हां, मग ते थंड झाल्यावर पण अ, असं म्हणजे इश्यू नाही कारण बटरमध्ये छान भाजलेलं असतं ना, मग ते अ, असं कोरडं नाही वाटत तुम्हाला असं मग छान अ, मऊ वाटतं म्हणजे डब्यात जरी ठेवलं ना, तुम्ही टिफिनमध्ये तरी छान राहतं ते असं बटर लावल्यामुळे, तेल लावल्यामुळे असं. मग ते पण नक्कीच खाऊ शकता मग ते हेल्थी पण होतं, पौष्टिक होतं आणि अ, असं चवीला पण सुंदर लागतं असं. हं.
हो. हो. हां, हां. हां. हां. अरे वाह! नक्कीच मला ट्राय करावं लागेल. हो. अरे वाह! फारच छान पण आता कसं झालं आहे, जवळ-जवळ म्हणजे प्रत्येकाकडे ना, वेळाची कमी झाली वेळ फार कमी असतो. किंवा कामानिमित्त किंवा मुलांमुळे खूप व्यस्त असतं. तर मग असे जे लोक आहे, यांच्यासाठी तुमच्याकडे काही आरोग्याविषयी काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का, की असं करून तुम्ही तुमचं आरोग्यही बॅलन्स करू शकतात असं काही?
हां, म्हणजे हेच सांगेन, मी कारण पराठा लाटायला सोपा पडतो ना. आदल्या दिवशी तुम्ही सारण करून ठेऊ शकता आणि किंवा जी अशी मिश्र पिठं असतात, त्या किंवा पिठं म्हणा किंवा जे त आपला रवा असतो, तांदूळ तांदळाचं पीठ वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये दही घालून, थोडं आलं खिसुन वगैरे त्याच्यात कोथिंबीर, टोमॅटो, कांदा टाकला. आणि थिकनेस ठेवायचा, प्रॉपर कन्सिस्टन्सी. आणि निरलेपमध्ये ते उत्तप्प्यासारखं किंवा आंबोळीसारखं घालू शकता. म्हणजे मग ती पण इन्स्टंट आणि पौष्टिक रेसिपी होऊ शकते, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला टाईम नसेल ना मग लाटत बसायला नको, काही नको. ते पटकन जरा एक 10 मिनिटं भिजवलं, की होऊन जातं म्हणजे
अरे वाह! हो. हां, हां. अरे वाह! हां. अरे वाह! फारच छान. हो. हो, खरंच. हां, असं झटपट बनणारं पाहिजे खरंच.
हो, हो. मग ते पण उपयोगी आहे आणि पौष्टिक पण आहे. आणि त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, मेथीची पानं वगैरे पण टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही असं.
हो. अरे वाह! फारच छान. तुम्ही इतक्या साऱ्या रेसिपीज म्हणतो आहे आपण, की त्या पौष्टिक रेसिपी म्हणता येईल. त्या कशा त्याचे टिप्स ही दिल्या ना, फार छान वाटलं मला नक्कीच ट्राय करावं वाटतं हे. कारण आता आतापर्यंत मी पराठा जो आहे तो गरम-गरम खाल्ला आहे थंड कधी नाही खाल्ला आहे. तर तो तसाही चांगला लागतो का हे मला खाऊन बघावं लागेल. खूपच छान, म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुमचं सगळं दिनचर्या कशी कुठून काय बदलली ते ऐकून, फारच सुंदर. मला पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी. धन्यवाद.
हो. हं. <chuckles> हो नक्कीच बघा. हो. हो. मला पण छान वाटलं, तुमच्याशी बोलून हो. नक्की बोलू परत धन्यवाद.
हो.